हां, अगदी. मला आहे ना अ, ट्रेकिंग करायला खूप आवडते, पहिल्यापासून. तर मी ना अ, म्हणजे मला असं असतं की मी आठवड्यातून 1 दा तरी, 1 तरी ट्रेक केली पाहिजे म्हणजे जे आपण म्हणतो ना 15 मिनिटं, 20 मिनिटं हे चाललं ना अ, तर म्हणजे ते एक एक आनंद भेटतो मला. आपण जे म्हणजे, स्क्रीनपासून दूर, घरापासून दूर आणि ना, एकदम शांत म्हणजे फक्त आपण स्वतःशी संवाद साधत असतो.. तर मग ए तेव्हाच मला आहे ना, माझं स्वतःचं मन ओळखता येतं. जेव्हा मी एकदम शांत ठिकाणी जाते आणि स्वतःच स्वतःशी बोलत आणि चालत असते, मग मी त्या झाडांशी पण बोलणार की, "तू एवढा सुंदर कसा काय आहे? तू असा म्हणजे टिकून कसा एका ठिकाणी उभा आहे? तू डगमग म्हणजे, तू डगमगत नाही का? तुला भीती वाटत नाही का पावसाची?" म्हणजे त्याच्याकडे, त्या झाडाकडे बघून पण शिकण्यासारखं असतं, की आपण आयुष्यात कितीही संकट आले तरी अ, ठाम उभं राहिलं पाहिजे असं. म्हणजे तिथं गेल्यावर मी असंच स्वतःची अ, गोष्ट बनवते की चला, मग हा झाड आहे किती छान उभा राहतो! का बरं? म्हणजे किती आता किती ऊन, वारा, पाऊस काही येवो तरी ते हालत नाही. का? तर ते त्याची इच्छाशक्ती आहे की तो अ, मला सगळ्या संकटावर मात करायचं म्हणजे एक शिकण्यासारखं असतं आणि तेच आपल्या मानसिक आरोग्य म्हणजे जी आपली मानसिकता असते ना की आपण खचून जातो. यार, माझं आता, मला ना हे यश नाही आलंय आता मी ख म्हणजे मला काहीच करता येणार नाही आयुष्यामध्ये, आपण असं बोलतो. पण मग असं न बोलता, आपल्याला एखाद्या झाडाकडून शिकायला भेटतं की अरे ठीक आहे ना. एकच पाऊस आला. तू एकाच पावसात थकला का? असं नाही ना. अजून किती सारे तुला पाऊस, किती सारे ऊन, किती सारा वारा झेलायचं आहे. म्हणजे किती साऱ्या संकटांना तुला तोंड द्यायचंय. तर तू एका याने जर असाच थकला तर कसं तुझं होणार? असं ते, त्याच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतं आणि ती ऑटोमॅटिक आपल्याला असं फ्रेश वाटतं की नाही. बरोबर आहे की आपण अ, ठाम राहिला पाहिजे, आपण मेहनत केली पाहिजे, आपल्याला यश भेटणारच आहे. पण तू एक आपला अ, चेंज होतो माइंड.
अरे वाह, छानच, हो. हो. अरे वाह! अगदी बरोबर, आहे. अरे वाह! खूपच सुंदर हें. <laughs> हो. हो. हां. हो ना. अगदी बरोबर. अगदी छान. हो. हो. हो. उन्हाळे, हो. नक्की बरोबर. अ हो, नक्कीच, अ हां.